अ, हो. मला आता असं वाटतं, की मी तुम्हाला म्हणाले मघाशी, की ते ऋषभ शर्मा जे आहे सतार वादक. तर त्यांचा लाईव्ह शो मला अटेंड करायचा आहे आणि मला श्रेया घोषाल आणि अ अरिजित सिंग आहेत ते पण खूप मस्त गातात आणि त्यांचा देखील लाईव्ह शो मला अ अटेंड करायचा आहे आणि जरी परत सनम पुरी यांचा जर अ, कुठे असेल आपल्या मुंबईमध्ये, तर मला नक्कीच तो अटेंड करायला खूप आवडेल. कारण म्हणजे त्यांच्या त्या गाण्यांमध्ये माझ्या आठवणीदेखील आहेत. आणि म्हणतात ना, जे कॉलेज डेज असतात आपले महत्त्वाचे, तर ते देखील आहे. तर मला खरंच खूप छान वाटेल त्यांचा लाईव्ह शो अटेंड करायला.
हां. हां. हं. बरोबर आहे की. हां. <chuckles> बरोबर आहे की. खरंच, खरंच. म्हणजे तुमच्याबर तुमच्या बरोबर म्हणजे खरंच, की आवडत्या गाण्यांच्या लाईव्ह शोमध्ये गेल्यानंतर, कशा पद्धतीचा अनुभव असतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं, की घरात निवांत बसलो, आपलं काही कानात कॉड टाकलंय, की असा काय फरक जाणवणार आहे? इथे तर उलट निवांत आहे. तिथे गर्दी असणार, माणसं ओरडतात, कालवा करतात पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, की तिथं लोक स्वतः प्रतिसाद देत आहेत. स्वतः सुद्धा मागे ओळी, गाणी म्हणतायेत. तेव्हा ते लाईट वगैरे दाखवतात. आणि ते म म्हणजे प्रेक्षक लाईट दाखवतायेत ती वेगळी आणि पुढे स्टेजवरून जे लाईट पडते त्यात सुद्धा जे काही वातावरण तयार होतं आणि एक जी वाइब येते, की जोश मुलांमध्ये असतो. वगैरे म्हणजे खरंच, म्हणजे हे ऐकून विचार बदलले, असे म्हणता येतील कुठेतरी, की लाईव्ह शोमध्ये सुद्धा किती मजेशीर असू शकतात. हे तुमच्या बोलण्यातून लक्षात आलंय. हम्म, नाही. नक्कीच, नक्कीच. नक्कीच आपण पुन्हा भेटूयात आणि अशा पद्धतीचे हे करूयात.
हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हो, ती देखील वेगळी आहे. हं. नक्कीच, नक्कीच. हो, हो. तुम्ही देखील नक्की जाऊन बघा. तुम्हाला पण मजा येईल, असं मला वाटतं. नक्कीच. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी या महत्त्वाच्या विषयावर बोलून. तर नक्कीच आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
हं, हं. चालेल. धन्यवाद, धन्यवाद.

खरंय, खरंय. पण असं तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट आता नाही का बऱ्याच सोशल मीडियावर आपण काही गोष्टी पाहतो की लोक अचानक म्हणजे त्या गाण्याचा त्यांचा प्रकार काय होता? त्या आता मध्ये एक आपण सगळ्या वर सर्वांनी पाहिलं असेल की तो गाणं म्हणतानाच गायक जो गाणं म्हणत होता, ते म्हणत असताना काही मुली वगैरे रडतायत वगैरे तर ते कशा प्रकारची गाणं होते अशी भावनिक गाणी होती का अशी जोश आणून देणारे गाणी होती अशी?
हं, हं, हं. हो, हो, हो. भावनिक गाणी होती म्हणजे, भावनिक गाणी होती म्हणजे जी जुनी गाणी होती ना सगळी सनमपूर यांची जी गाणी असतात, अ, तशी त्यांची एकदम जुनी अ, गाणी होती एकदम आणि ती म्हणजे जी ओल्ड व्हर्जन त्याचा ऑलरेडी आहे आणि मग त्याचे जे नवीन व्हर्जन असतात ते त्यांनी गायलेले, जसं की तुझसे नाराज नहीं, ये राते ये मौसम नदी का किनारा, तर ते त्यांनी एका नवीन व्हर्जनमध्ये बोललेलं. मेरे सपनो की रानी कब आएगी, अशी त्यांची जी गाणी होती. हे अपना दिल तो आवारा, ते ज जुनं गाणं माहिती आहे ना तुम्हाला त्याचं? म्हणलं तर हां, तर मग ते वाला जो भेजी थी दुआ ते त त्यांच्या व्हर्जनमध्ये त्यांनी अशी मस्त केलेली. पहला नशा म्हणा किंवा लग जा गले, ओ मेरे दिल के चैन, अशी भरपूर गाणी त्यांनी तिथे गायली आणि एकदम एकत्रितपणे म्हणजे सगळ्या क प्रकारची माणसं तिथे होती आणि त्यांना ती गाणी माहिती असतात. मग ते देखील अशी नवीन आपल्या आत्ताच्या स्टाईलमध्ये त्यांनी गायली आणि मुली तर मला तर वाटत वेड्याच झालेल्या आणि त्यांना अन् ते दिसायला पण खूप सुंदर आहेत, एकदम हँडसम म्हणू शकतो आपण. तर त्यांच्यामुळे सगळे सेल्फी साठी आणि तेव्हा तर सेल्फीचा म्हणतात हे होता.
हां. हं. हम्म. खर आहे की. हां, ऐक मग काय. <chuckles> हां. बरोबर आहे की. <chuckles> बरोबर आहे. <chuckles> हां. खरं आहे, खरं आहे. हं, मग
सेल्फीसाठी तर सगळेच अ, वेडे झालेले मला. हां.
पण बरोबर आहे की आता त त्यात सुद्धा अशी दोन प्रकारची माणसं असतात की एक त्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जाऊन सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग काढत बसतात आणि काही लोक असे असतात की त्या क्षणाचा आनंद घेतात. तर तुम्हाला कोणती गोष्ट बरोबर वाटते. आता जे मुलं रेकॉर्डिंग वगैरे करतात किंवा ती त्यांचं पण बरोबर आहे की ते एक आठवण म्हणून स्वतःकडे त्यांना वाटतं की हे राहावं. पण तुम्हाला काय वाटतं की कोणती गोष्ट योग्य आहे? की बाबा तिथे जाऊन तुम्ही त्या गोष्टी रेकॉर्डिंग होय.
हो ना. हं, हं, हं. बरोबर. आठवण म्हणून. मला तर वाटतं की दोन्ही गोष्टी योग्य आहे. दोन नक्कीच, दोन्ही गोष्टी योग्य आहेत. कारण का बघा एकदा ते क्षण असतात ना ते बघा आपल्याला नंतर वाटतं की अरे जरा फोटो काढले असते तर बरं झालं असतं. किंवा आपण बोलतो की मी जगलो ते पण जगा तुम्ही पण थोडा जरा काय होतं 5 मिनिटं जरी तुम्ही रेकॉर्डिंग केलंत तरी काही होत नाही असं मला वाटतं. अ, शूटिंग करू शकता.
<chuckles> बरोबर आहे की. हां. बरोबर आहे की पण त्याच गोष्टी आपल्याला ऑनलाईन सुद्धा पुन्हा मिळू शकतात ना. त्याच रेकॉर्डिंगचे कितीतरी व्हिडिओज येतात. मग त्या गोष्टी तर असतात.
हो, पण हां, पण आपल्या नसतात ना, म्हणजे म्हणू शकतो की आपण पण त्याच्यामध्ये असतो तरी आपला अनुभव किंवा क्षण असतो वेगळा आणि मग ते आणि मग तोच जसं तुम्ही म्हणालात की तो हो, हो, हो आणि आणि तो क्षण तुम्ही म्हणू शकता की तो तुम्हाला नंतर अ, डायरेक्ट आपल्याला ऑनलाईन पण भेटेल बघायला. पण असं थोडीच म्हणजे असं नसतं ना की मग ते मग तो अनुभव तुम्हाला नाही मिळू शकत. ते तुम्ही बघू शकता. पण ते फील तुम्ही तिथे गेल्यावरच करू शकता, असं मला म्हणतात. कारण का ते लाईव्ह आहे आणि तिथे लाईव्ह गेल्यावरच तुम्हाला तो अनुभव येईल प्रत्यक्षात, असं मला वाटतं. कारण मग तिथे जी आपली आवडती गाणी म्हणा, किंवा जो आपला आवडता सिंगर आहे, मग त्याला एक वेगळंच स्वरूप असं ये आलं जातं आणि आपल्याला म्हणतात ना पूर्ण शरीरामध्ये ते आपल्याला जाणवतं, की अरे वाह! खूप छान वाटतं. म्हणजे एकंदरीत सगळ्याच गोष्टी, आपले कान, नाक सगळ्यांनी सगळ्याच गोष्टी आपण तिथे मला वाटतं फील करतो. त्या सगळ्या आपल्या पंचेंद्रेयांनी, त्याला नक्कीच खूप जरा एनर्जी आहे ती वेगळीच आहे असं मला वाटतं.
<chuckles> बरोबर आहे किंवा मी स्वतः रेकॉर्ड केलंय असं म्हणता येईल ते त्यामुळे हं, बरोबर आहे की. हं. बरोबर आहे की. <chuckles> मग काय, खरं आहे की.

आता तुम्हाला ते गाणं पुन्हा ऐकल्यानंतर काय म्हणजे त्या आठवणी ताज्या होतात वगैरे, असं काय वाटतं तुम्हाला ते गाणी पुन्हा ऐकल्यानंतर?
हो, हो. नक्कीच. माझ्या त्या आठवणी जाग्या होतात, कारण कसं आहे ना, जेव्हा तो माझ्या आयुष्यातला पहिला लाईव्ह कॉन्सर्ट होता. आणि मी तो माझ्या म्हणतात ना कॉलेजच्यामध्ये जेव्हा आपण अ, म्हणतात तसं की आपलं 17 ते 18चं जे वय असतं, तेव्हा मी तो बघितलेला आणि खरंच तो स्पेशल आहे माझ्यासाठी हो, एकदम जोश आपलं म्हणतात ना एक अ, म्हणजे म्हणतात ना तरुण रक्त असतं आपलं आणि ते तरुणाई असते आणि मग ते वेगळाच जोश असतो. आपले मित्रमैत्रिणी असतात. आपलं कॉलेज असतं. आणि मग त्या म्हणतात ना माझ्या त्या, त्या फेजसाठी तो एकदम परफेक्ट शो आणि म्हणतात ना आपल्या प्रत्येकाच्या फेजमध्ये असं आपलं वेगळं आयुष्य असतं आपलं. आणि मग त्या मला वाटतं की त्या माझ्या आयुष्यातला तो एकदम बेस्ट मोमेंट होती आणि चांगला शो होता आणि मला खरंच त्याची खूप मजा आली. असं मला वाटतं.
हां. नक्कीच. <laughs> म्हणजे जोशात एकदम. हं. खरं आहे. हं. खरं आहे की. अ, नक्कीच. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्या शोला नाही गेलात कधी, की बाबा आता हे मित्रांबरोबर गेला किंवा आता हे कसं कॉलेजमध्ये होतं म्हणून तुम्ही गेलात. पण असं एखाद की स्वतः वैयक्तिक तुम्ही वेळ काढून त्यासाठी गेला आहे असं कुणी ऑर्गनाइज केलं नाही टिकीट वगैरे घेऊन हां.
हं, हं. हो, एकदा काय झालं की मी हो, म्हणजे असं झालेलं कारण ते नंतर कसं असं तिकीट्स पण खूप महाग असतात. मी त्याच्यानंतर अर्जित सिंग यांचं मी केलेलं बुकिंग. पण ते काही कारणास्तव माझं राहून गेलं. मग त्याच्यानंतर मला अशी भीती वाटायला लागली की बाबा मी बुक करते आणि मग परत काय झालं तर मग असं. आणि ते कसं म्हणजे सिटींग अरेंजमेंटनुसार प्राईस असते आणि मग थोडंस भीती वाटते मग आपल्याला की अरे, असं झालं तर मग काय होईल? पण तेव्हा नक्कीच परत आता नक्कीच परत जाईल त्यांच्या किंवा जे रिषभ शर्मा आहेत. त्यांचादेखील मला आवडतं. सतार वाजवतात ते. त्यांचा लाईव्ह शो मला अटेंड करायचाय कारण त्यांच्यापण सतारमध्ये मॅजिक आहे. आणि परत चांगलं वाद्य आहे ते. तर नक्कीच मला ते अनुभवायचं आहे. आणि मी नक्कीच त्यांच्या शोला जायचा प्रयत्न करेन.
बरोबर आहे की. हं. <laughs> अ, हां बरोबर आहे ते. खरं आहे की. अं, तरी हं. अ, मग काय? हम्म. हां. खरं आहे की. हम्म. आणि तरी ह्या प्रकारच्या आता लाईव्ह कॉन्सर्टला तुम्हाला कोणाबरोबर जायला आवडेल मित्रांबरोबर जायला जास्त आवडेल का कुटुंबाबरोबर वगैरे छान वाटतं असं?
हां, मला असं वाटतं की मित्रांसोबत किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत जायला मला जास्त आवडेल. कारण मला हो. एन्जॉय घरातल्यांसोबत थोडंसं मला असं अ, म्हणजे मजा करता येईल. पण कसं आहे आपला एक आपली जी मित्र असतात. मित्रांसोबतची एक अ, हां ती जी सीमा आणि आपण जरा जास्त मग आपले वाइब्स मॅच करतात. तर मग तिथे नक्कीच मला जायला आवडेल त्यांच्यासोबत.
<laughs> कारण त्यांच्यावर जरा जास्त एन्जॉयमेंट असते. घरच्यान बरे असतं म्हणजे हां. <laughs> हां, की थोडा सीमा राहते एकट्याची जास्त हे करू शकत नाही. <laughs> <laughs> खरं आहे की मग आता काही म्हणजे आता पुढं तुमचं काही नियोजन आहे की कोणत्या ह्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला जायची इच्छा आहे वगैरे तुम्हाला असं वाटतं की आता लवकरच जाईन?